हो झालंय ना, म्हणजे अ अर्थात सोशल मीडियाचं काही व्यसन मला नव्हतं कधीच. पण त्याचा जास्त वापर केला जातो ना, जरा अ, कारण आपल्याला रिलेव्हंट राहायचं असतं, आपल्याला जगाबरोबरच चालायचं असतं आणि सोशल मीडिया न वापरणं म्हणजे कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहिल्यासारखं आहे, आजच्या काळात. त्यामुळे वापरायचं, पण कमी वापरायचं. पण अर्थात त्याचबरोबर त्याचं संतुलन ठेवणं आणि कमी वापर केला, तर फायदाच आहे आपला, नाही का? म्हणजे तसा तर आपण वापरू शकतो, 8-8 तास पण काही प्रॉब्लेम नाही, त्यातून पैसाही कमवू शकतो. पण डोकं इतकं बधीर होऊन जातं, इतकं सुन्न होऊन जातं, की कळतच नाही आपल्याला, की आयुष्य म्हणजे काय? आणि मग आयुष्याची खरी मजा निघून जाते, सारखं डिजिटल दुनियेत राहिलं तर. म्हणून हे अ, माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं, सोशल मीडिया विरहित निसर्गात घुसणे आणि एन्जॉय करणे.
अरे वाह! हो. बरोबर. अरे, हो, हो, बरोबर. अगदी बरोबर. हो, ते तर आहे. हो. बरोबर. ते तर आहे. हो. हो, खूपच छान. खूप छान सांगितलं तुम्ही, की एक अ, तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला तर सोशल मीडियाच जास्त एक म्हणता येईल, की तुम्ही त्याच्यामध्ये एवढे गुंतलेले नव्हता पण तुम्हाला कळत होतं, की निसर्गामध्ये अनुभवणं खूप छान आहे, त्याचा अनुभव खूप छान आहे, खूप छान सांगितलं तुम्ही. तर मला सांगा, कोणत्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी आधीपेक्षा जास्त जाणवतात तुम्हाला?
हो. अ, कशाच्या बाबतीत?
अ, निसर्गाच्या बाबतीत, सोशल मीडियाच्या, जसं की पहिले बघा की सोशल मीडिया नव्हतं जास्त, मोबाईल नव्हते, स्मार्टफोन्स नव्हते, पण आता सध्याच्या काळामध्ये हे खूप दिस दिसून येतंय, तर मग तुम्हाला अशा कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी आधीपेक्षा जास्त जाणवतात आता?
हो. हो, हो. आता खूप जास्त मनःशांती जाणवते. म्हणजे फोन जर बाजूला ठेऊन मी गेलो तर. पण अशी जर तुलना केली, की सोशल मीडिया नसताना मी जेव्हा निसर्गात जायचो आणि आत्ता सोशल मीडिया असताना निसर्गात जातो, तो सोशल मीडिया लांब ठेऊन, तर मग खूप मोठा फोमो येतो. असं वाटतं, <chuckles> की काहीतरी "सगळं जग पुढे चाललंय आणि मीच मागे राहिलो की काय?" असं वाटतं. अ, पण त्या त्यावरही नियंत्रण घालता येतं. तेही, थोडसं मनाला आळा घालून म्हणता येतं, की नाही, एक अर्धा तास तर काढू शकतो मी स्वतःसाठी, नाही का? म्हणजे जर साडे 23 तास मी मो फोनवर असेन, सोशल मीडियावर असेन, तर एक अर्धा तास हरकत नाही, स्वतःसाठी काढण्यासाठी. मी असं स्वतःला सांगतो. आणि मग गाडी घेऊन थोडासा बाहेर फिरायला जातो आणि फोन असतात म्हणजे मी माझे 4 फोन आहेत, त्यातले 3 फोन घेऊन जातो. पण ते बॅगेत असतात, पॅक केलेले.
हां, हां. हो. बरोबर. <chuckles> हां, बरोबर. हो. बरोबर. अगदी बरोबर, हो. बरोबर. अगदी बरोबर, खूपच छान.